म्हणजे मला असं वाटतं ना की अ, इतकं दूर कोणी जर असेल ना आपल्यापासून आणि आपलं त्याच्यावर खूप जर प्रेम असेल, तर आपण अ, त्याच्याशी कसं आपण रोजच्या रोज आपण बोलू शकतो, कसं त्याला आपली भावना दाखवून देऊ शकतो हे म्हणजे आपण लिहितो मेसेज किंवा WhatsAppवर किंवा व्हिडिओ कॉल पण करतो. पण त्यावर ना कुठे ना कुठे असं मला वाटतं की आपली भावना जी आहे ही आपण पूर्णपणे व्यक्त नाही करू शकत.
हां. हो. हं. बरोबर. कारण डिस्टन्स असतो म्हणून का?
ते कुठेतरी, काहीतरी असं राहून जातं. हो, डिस्टन्स असतो. आणि कसं आहे ना की आपण जर एखाद्या अ, रूममध्ये गेलो आणि तिथे आपली अ, समोरची व्यक्ती असली, ज्याच्यावर आपलं खूप प्रेम आहे, तर आतमध्ये रूममध्ये शिरल्याबरोबर आपल्याला कसं, असं छान असं एक फीलिंग वाटतं त्यांचे वाइब्स आपल्याला कळतात, आपले वाइब्स त्यांना समजतात. तर ते जे त्यांचं एक फिजिकल प्रेझन्स असतो ना तो नाहीसा असतो. तर दूर राहून ते एक वस्तू आहे जी म्म मला असं वाटतं की खूप मी मिस करते.
हां, हां. बरोबर. हां. हो. नक्कीच. हो. हो, हो. हो. हो. म्हणजे त्यांचा म्हणजे प्रेझेन्स त्यांचा जो वास असतो एक प्रकारचा किंवा म्हणजे त्यांचं चालणं, बोलणं ते पण लक्षात राहत असेल ना अशा प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये तुम्हाला?
हो. हो ना. म्हणजे आपण ब कोणाच्या बाजूला बसलो, तर त्यांचं कसं त्यांचा परफ्यूमचा किंवा त्यांच्या केसाचा असा मस्त असा सुगंध येतो. आणि आपल्याला कळतं. आणि समोर ब समोरासमोर जर आपण असलो ना, एकाच रूममध्ये, तर काही जरी नाही बोललो, तरी फक्त हे जाणून की हा व्यक्ती माझ्या बरोबर आहे, ह्याच रूममध्ये माझ्या समोर आहे, ते जाणून पण आपल्या मनाला अ, म्हणजे अशी शांती मिळते. की हां, इथेच आहे. असं वाटतं. ती गोष्ट कोण दूर गेलं ना तर ती नाही वाटत.
हो. <chuckles> हो, हो. हो. उपस्थितही आहे. हो. हो. हो, हो. हो ना. म्म मग? मिस कर हां, बरोबर मिस करतो आपण त्या व्यक्तीला. मग दूर राहून प्रेम जर टिकवायचं असेल ना, तर मग त्यासाठी तुम्ही काही सवयी म्हणजे करता किंवा खास उपाय काय करता मग?
हो ना. खूप